मला काय वाटतं ना की हे नुसतं म्हणजे पोरांना म्हणजे शाळेला आहे ना स्वतःची मार्केटिंग लोकांमध्ये बनवण्यासाठी ना, स्वतः शाळा ते करते कसं, पालक कसे बोलतात, "अरे! आमचा मुलगा आत्तापासनंच कोडिंग शिकतोय, आमचा मुलगा आत्तापासनंच एआय शिकतोय." आणि रोबोटिक्स आलेलं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही आता म्हटले, एस-ए-पी शिकण्यासाठी बाहेर घेऊन गेले, म्हणजे ती त्या शाळा-कॉलेजची मार्केटिंग आहे. स्वतःची की आम्ही किती जास्त ॲडव्हान्स आहे, मुलांना काय-काय शिकवतो आहे. तर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण ते मुलं घेता आहेत का त्याच्यामधले आहे ना 10 ते 15च मुलं अशी असतात, की ज्यांची ग्रास्पिंग पॉवर, ज्यांचा माइंड त्या पद्धतीने चालतं, डेव्हलप असतं.
रोबोटिक्स आलं परत त्याच्यामध्ये अजून एक. अगदी बरोबर आहे. हो. तर मग त्यांचं बॅकग्राऊंडही तसं असतं ना, की बाबा ठीक आहे, मुलाचे आई-वडील जे आहेत त्या फील्डमधले, त्या करून त्याला ठीक आहे त्याबद्दल आवड आहे आणि त्याच्यामधून घरातूनही त्यांना सपोर्ट येतो, मग अशी मुलंच त्या गोष्टींमध्ये काय आहे ते मजा घेतात आणि शिकतात ते. बाकीच्यांचं काय?
हो. हं. बरोबर. बाकीचे पोरं मग कसे होऊन जातात? हो. म्हणजे ते शालेय अभ्यासाशी रिलेटेड काहीच गोष्ट नाही. जसं ते इतिहासामध्ये शिकवलं जातं. त्यानंतर जे बेसिक सायन्स आहे, त्या गोष्टी ते शिकत नाही आणि ह्याच नव-नवीन गोष्टींमध्ये असतात ते. जे ही चांगलंच आहे की जसा जसा काळ बदलतोय त्या पद्धतीने आपण बदललं पाहिजे. पण त्यांच्या वयानुसार आपण त्यांना काहीतरी पोर्शन दिलं पाहिजे. लिमिटेड त्या गोष्टी केल्या पाहिजेल जेणेकरून त्यांच्यावरही तो तेवढा लोड येणार नाही. प्रत्येक मुल मुलगा सारखा नसतो. म्हणून मग ते प्रत्येक मुलगाला निदर्शनात घेऊन आपण या पद्धतीचं करिक्युलम बनवणं फार आवश्यक आहे. नाहीतर मग ते पोरं काय होतात? थोडेसेच पोरं शिकतात, पण बाकीचे पोर, अरे! खूप अभ्यास आहे. मला काही समजतच नाही. काय करू मी आता आणि त्याच्या ओझ्याखाली तो राहू देतो. जाऊ दे यार, मला समजत नाही सोडून देतो. म्हणजे त्याची शिकण्याची इच्छाही निर्माण होत नाही मग त्याच्यामुळे एवढी जास्त माहिती जर आपण दिली तर.
कारण शालेय अभ्यास बाजूलाच राहतो ना. अगदी बरोबर. त्यांच्यावर परिणाम पडतो. अगदी बरोबर. अगदी बरोबर, नाही कारण की ते काय आहे ना, प्रत्येक व्यक्तीची एक लिमिट आहे, तुम्ही लिमिटपेक्षा त्याला जास्त देणार तर मग तो कसा घेणार आणि त्यातल्या त्यात काय झालेलं आहे की शाळेचे टाईमिंग असे झालेले आहेत की बघा, मुलगा सकाळी सात वाजता जातो तो स्कूल बसमध्ये बसून, एक तर ते शाळाही काय केलेलं त्यांनी शहरापासून लांब करून ठेवल्यात, स्वस्त जागा घेऊन ठेवल्यात, शाळा लांब करून ठेवल्यात, मग ते जायचा यायचा त्याचा तो प्रवाह अ, तो एक अ वेळेचा हो आणि त्यातल्या त्यात मग ते सकाळी जातात तर संध्याकाळीच घरी येतात डायरेक्ट, दुपारचं जेवण तिथेच मग त्याच्यानंतर ती शाळा होत नाही तर त्यांचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सुरू होतात बाकीच्या, की बरेच मुलं त्याच्यात त्याच्यात नसतात ही, पण त्यांना दिवसभर तिथे बसून राहावं लागतं, कारण की जे आहे ते बस काय एकट्या मुलाला थोडी सोडायला घरी येते?
हं. बरोबर. हं. बरोबर. हो. हं. 1 दीड तास त्याच्यात जातो. हो. हं. बरोबर. हं.

बघा ना, आजच्या टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे बरीचशी माहिती आता ऑनलाईन अव्हेलेबल व्हायला सुरुवात झाली. आणि त्यातल्या त्यात जे शाळा आहेत, ती आता त्यांचं वय तेवढं नसतं, पण त्या वयाच्या पहिलेच त्यांना ते नवीन-नवीन गोष्टी घेऊन आले आहेत. जसं आता मार्केटमध्ये कोडिंग आलेली, तर कोडिंगही त्या पोरांना शिकवत आहेत. आणि ते ज्या वयात कोडिंग शिकत आहेत, त्याच वयात आता आपण, जसे समजा आपण इंजिनिअर असणार, तर ती कोडिंग अजून आपण, म्हणजे आता आपल्याला शिकायला भेटते जेव्हा आपण कॉलेजमध्ये गेलो. तर म्हणजे आपल्या जीवनात कसं आले, ती इन्फॉर्मेशन जशी-जशी आपली वय वाढली, आपल्याला समजण्याची कॅपॅसिटी अजून जास्त झाली, तेव्हा आपण त्या गोष्टी शिकायला सुरुवात केली. पण त्या अगदी त्या जो अ, लहान-लहान मुलांना, चिमुकल्यांना एवढा लोड दिलेला आहे. आजच्या एज्युकेशन सिस्टममध्येही अक्षरशः ते म्हणजे घरातून बाहेर निघत नाही, खेळायला जात नाही, जसे आपण जायचो.
हो, बरोबर. अगदी बरो हो. अगदी बरोबर. अति जास्त. हो ना. आपण त दिवस म्हणजे शाळेतून आला, की ते दफ्तर फेकून दिलं कुठेतरी. की लगेच बाहेर खेळायला तयार. म्हणजे कपडे सुद्धा बदलायचो नाही आपण.
हो आणि हं. बरोबर. पण हे आजचे मुलं, आले शाळेमधनं, "अरे, आज खूप होमवर्क दिलेला आहे. आज मला एआयचा अभ्यास करायचा आहे, Python लँग्वेजचा अभ्यास करायचा आहे." अरे बापरे! म्हटलं. आणि ते माझ्या, म्हणजे माझ्या मामाचाच मुलगा आहे, तो एवढासा लहान, 2री त असेल, तो एआय आणि Python ह्या लँग्वेज शिकतोय. आणि बरेच-बरेच, मोठे-मोठे इंजिनिअर मी आताही बघतो. माझे मित्र आहेत, मी स्वतः आहे. आम्ही ते आता शिकतोय. आणि तेही आम्हाला कठीण जातं शिकायला, की, "अरे, काय-काय आहे ह्याच्यामध्ये?" आणि तो? तो आत्तापासून शिकतोय.
अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. कारण ह्याच्यातच मला एक अजून सांगावसं वाटतंय की माझ्या बहिणीची मुलगी आहे. ती 9वी ला आहे. तिच्या शाळेत तिच्या शाळेमधून त्यांना SAP शिकण्यासाठी परदेशात घेऊन गेले.
हं. हं. हं. हं. हं. अरे बापरे!
2 महिन्यासाठी. 2-3 महिन्याचा काहीतरी को कोर्स होता, तो तर त्या परदेशात घेऊन गेले त्यांना त्यांच्या शाळेतून 9वी च्या विद्यार्थ्यांना. SAP आजकाल एवढे पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे, एवढं काही अ, स्पेशलायझेशन केलेलं आहे. ते लोक आत्ताशी कुठे ते कोर्सबद्दल विचार करताहेत.
बाप रे! हं. हं. हं. बाप रे! हं. हं. हं.
की, "बाबा, आपण SAP करायला पाहिजे." आणि ते शिकायला पाहिजे, काय SAP काय नाही. आणि त्यांना 9वी मध्ये शिकवलं गेलं. म्हणजे कधी-कधी असं वाटतंय, शाळा काय, थोडंसं म्हणजे आवश्यकतापेक्षा जास्त एडवान्स करताय किंवा खरंच त्याची आवश्यकता आहे, असं पण वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं?
हो, नक्कीच. हं. हो, नक्कीच.